अ, <chuckles> नाही म्हणजे जीवनशैलीवर परिणाम म्हणजे कसं ना, आता गाणे जे पण आपण ऐकतो ना, तर अं, ते कसं आपण मजेसाठी वगैरेच ऐकतो ना. आणि कसं असतं ना की एक आपल्याला काही आवाज भावतात आणि काही आवाज आपल्याला नाही एवढे, म्हणजे चांगले असतात जसं, की आता काही हां, टच नाही करत, तसं मग मला कळालं की कोणते, कोणते आवाज मला आवडतात. तर मला जसं तुम्हाला सांगितलं ना, की असे जास्त अं, गंभीर आवाज आवडतात, तर मग त्याच्यामुळं मला आणखीन मग जगजीत सिंग म्हणा किंवा जे असे अं, आवडायला लागले हां, ते आवडायला लागले की बाबा अच्छा, मग मला त्याच्यातून आणखीन म्हणजे कसं आहे ना आपण जरी एका अं, कलाकाराभोवती जरी हे केलं, तरी आपल्याला मग सर्च करत राहतो ना आपण. मग आपल्याला आणखीन प्रकार कळतात. मला गझल कळायला लागले. मग मला बाकीचे सिंगर कळायला लागले. की मग कधी-कधी असं पण वाटतं ना
हां. हो. नाही आवडतं, स्ट्रेच करत नाहीत. हो. हां, गझल वगैरे अ, हां. हां. हो, हो. हं. बरं. आणि म्हणजे गाण्यातले प्रकार कुठले तुम्ही एन्जॉय करता, गझल एक सांगितलं आणि कुठला प्रकार आवडतो गाण्यातला?
हां, हां. गझल, आपले मराठीतले भावगीतं पण मला आवडतात, म्हणजे तेही खूप छान वाटतात. म्हणजे त्यावेळेस अ, त्यांनी किती चांगले गाणे बनवले, तर तेही कुठेतरी फील होतं. त्याचबरोबर मग अं, बाकी जे कव्वाली वगैरे असतात, तर मग मला आणखी नुसरत फतेह अली खान, तर त्यांचे पण अ, खूप छान गाणे आहेत ते. तर ते पण खूप आवडतात आणि म्हणजे अ, कैलाश खेर ते जे सूफी संगीत त्यांनी जे फेमस केलं, मला वाटतं ते पण खूपच छान आहे आणि एक वेगळंच म्हणजे ते विषय हां, भजन पण कसं आहे ना, आवडतं ना, म्हणजे मला भजनाबद्दल जर सांगायचं झालं ना, तर माझे वडील लावायचे अजित कडकडे वगैरे यांची गाणी. ते कॅसेट होते त्याच्यामध्ये, त्या गुरूंची कॅसेट होती. तर त्याच्यामध्ये एक वेगळाच आवाज आहे. त्याच्यामध्ये म्हणजे फक्त टाळ आणि तबला वगैरे 2 च इन्स्ट्रुमेंट हां आणि त्यांचं आवाज तर इतके भावपूर्ण आहे ना आणि मग ते बघितलं तर, त्या अ, आर्टिस्टचं जे नाव आहे ना तर ते आहे आरएन पराडकर. इतके छान गाणं आहेत ना, बघा तुम्ही तर अ, दत्त दिगंबर दैवत माझे, तर एकदम असं नाही का प्रेम आणि ते असं म्हणजे ते पण आवाज खूप छान वाटला म्हणजे आणि
आवडतात. हां. हां. अरे वाह! त्यांची कव्वाली. हां. हां. हां. आणि भजन, संगीत वगैरे अ, तसं भजन वगैरे? हां. हां. हां. बरं. हां. हां. बरं. हां. वाह, वाह, वाह! हां, हां. खडे असे आवाज असलेले, खडा आवाज म्हणा.